गोविंदाला जेव्हा बघायचो कारण की 90s किड्स साठी आहे ना, एक 9 मिलेनियर्स बोलू शकतो. 80s आणि 90s किड्स साठी गोविंदाचे जे गाणे असायचे त्याचा जो डान्स फॉर्म असायचा त्याची जी कॉमेडी असायची त्याची मूव्हीज कुठलेही बघा ना, म्हणजे अल्वेज एंटरटेनिंग मग ते दॅट वॉज रिअली गुड म्हणजे ते आठवलं ना, आहाहाहा! दिलखुश एकदम.
हं, हं. हं, हं. बरोबर नक्कीच. म्हणजे खरंच छानच होतं सगळं एकंदरीत म्हणजे तो काळ आता तुम्ही बोलताय ना, तर मी त्या काळामध्येच गेली एकंदरीत असं मला वाटत आहे. तर मग आता तुम्ही जेव्हा सगळं बघता आणि मग तो जो अनुभव कशा प्रकारे बदललेला आहे म्हणजे तेव्हा आणि आज जे टेक्नॉलॉजी मीडियामध्ये म्हणा किंवा पिढी या मध्ये सगळा फरक झालेला आहे. म्हणजे तुमची काहीतरी तुम्ही समजा 90ज आह किंवा 95 ची असाल किंवा त्याच्या आधीचे थोडेसे आणि मग आत्ता जे आहेत लोकं जेनझीज म्हणा किंवा जे तर त्याच्यामध्ये काय तुम्हाला बदल वाटतो का? एकंदरीत काय सांगाल?
हं. हं, हं. हं, हं, हं. हं, हं, हं. हं. हं. हं. हं, हं. हं, हं. हं, हं, हं. खूप-खूप बदल आहे ना. बघा ना आता म्हणजे अ, अध आधीचे तुम्ही कार्टून्स ना आजही YouTube वगैरे वर बघा. त्याची क्लॅरिटी बघा ज्याप्रकारे त्याचं एनिमेशन होतं. मला असं वाटतं की टेक्नॉलॉजी झालीये पण क्रिएटिव्हिटी कुठेतरी मिस झालीये. मला असं वाटतं. ना आता जर मी आपण आहे ना त्या टाईमाला जेव्हा मी जातो ना, जसं जाम आलेलं तर जॅम कसं होतं ना ते एकच जॅम होतं आपल्यासाठी. टोमॅटो केचअप तो एकच होता, Kissanचाच होता आपल्यासाठी. Amulच बटर एकच होतं. आता तुम्ही आता जर तुम्ही आले ना तर विविध प्रकारचे बटर, हे बटर, ते बटर, हे ते विविध प्रकारचे जाम तर मग आपल्या टाईमाला जे इनोव्हेशन होत होतं ना, तर आपण ती पहिली पिढी होतं मला असं वाटतं की त्या सगळ्या गोष्टीचा आस्वाद घेता. काही भेसळपणा नाही.
हं. बरं. हं हो. Kissan जॅम. बरोबर. हो. एकच होता. <chuckles> बरोबर. एकच होतं. हां यार. हां. बरोबर, बरोबर. हो, हो. नक्की. जॅमवर मला असं वाटत बुक पण मिळायचं ड्रॉइंग करायला, असं म्हणजे मला तरी भेटलेलं आहे तर त्याच्यावर एक छोटंस बुक मिळायचं चित्र असायची आणि ते ड्रॉ करायचं काहीतरी.
हां. हं, हं तुम्हाला ते आठवतं का? ब्रिट BRITANNIAचं ते बिस्किट यायचा BRITANNIAचं आहे ना.
हो. आणि त्याच्यावर पण काहीतरी कॉइन्स ना 50 असं काहीतरी कलेक्ट करायचं होतं मला ते आठवतंय.
हां, हां. आणि अ, Thums Up बॉटल्स असायच्या त्याच्या मागे आहे ना, ते त्याच्या कव्हरच्या आत कधी-कधी काहीतरी लागायचं. ते आता सगळं ते हां. नाहीये ना. हं, हं.
येस, येस. बरोबर आणि नाहीये. आणि ते Good Dayचं बिस्किट पुडा बघा कसा मस्त मोठा असा पॅकिंग होतं ते भारी होतं. हं.
तुम्हाला एक सांगतो ना, हे जे Good Day आहे ना, Good Day. म्हणजे एखाद्याच्या घरी गेलो आणि त्याच्या घरी Good Day आहे तर असं इंप्रेशन असायाचं की ते रिच. <chuckles>
तो इरेज. आमच्याकडे तर भरपूर असायचं म्हणजे छान वाटायचं आणि कोण असं अ, समजा आता काकी किंवा कोण असं प्रेग्नंट असेल तर त्यांना बघायला यायचेत ते Good Day घेऊन यायचे आणि मी लहान असल्यामुळे सगळ्यांचे Good Day मला मिळायचे. मी एकदम रिच मला वाटायचं एकंदरीत असतं.
<chuckles> हं. <chuckles>

अरे खूप आणि मग कोणता टीव्ही शो वगैरे आवडायचा का? कार्टून्सचं झालं आणि टीव्ही शो किंवा एखादा पिक्चर असतो की जो आपण आत्ता आपण असा सीरियलसारखा बघत असतो. आणि मग तसं तर कधी आपल्याला त्याचे डायलॉग आठवतात किंवा असं हं.
हं, हं. हं, हं, हं. मी मी मी ॲक्चुअली आहे ना, म-म आजही माझ्यातलं ना बालपण गेलं नाहीये. मी तुम्हाला सांगेल कदाचित तुम्ही पण त्याचं सांगणार की तुम्हाला माहिती आहे का शकालाका बुमबुम आलेलं.
अरे वाह! बरं. हो, मला पण खूप आवडतं मी बघायची संजूशी पेन्सिल मज्जा यायची ते बघायला.
शकालाका बुमबुम असायचा, सोनपरी होती तुम्हाला ते पण आठवत असेल. हां, हां त तुम्हाला मी सांगतो ना ते शकालाका बुमबुम मला ते सगळे जिंगल्स जे होते ना त्यांचे हाय मेसेन्जू मेरा सिक्रेट है मॅजिक पेन्सिल जो भी बनवाये.
येस ते पण होतं. मला पण खूप आवडतं ते आणि आवडायचं. हो. हं, हं. येस तो लास्टला काय बोलायचा? ओ या! बोलायचा ना? <chuckles> हां तेच.
ओह! याह! हां. <chuckles> <chuckles> आणि ते याच्यामध्ये आहे ना सोनपरीमध्ये ते बोलायचे इटू पिट्टू जिनपटुता. <chuckles> सोनपरी, सोनपरी. <chuckles>
आई, आई! तुटा आणि ती काली परी असायची नाही का त्याच्यामध्ये नाही-नाही सोनपरीमध्ये पण एक कालीपरी नाही का असायची त्याच्यानंतर पुढे हां. आणि ती सोनपरी असायची.
हां, हां. कालीपरी हे एक होतं. म्हणजे सीरियल्समध्ये हे 2 होतं आणि मग एव्हरग्रीन आपल्या सर्वांचं जे होतं ते होतं शक्तिमान, शक्तिमान <chuckles> शक्तिमान ते आणखीन एक जी म्युझिक होती जी नेहमी जे मी तुम्हाला सांगेल म्हणजे ते प्रत्येकाच्या तुमच्या माझ्या बालपणीशी इतकं जुडलेलं ते गाणं आहे ना, ते गाणं आहे मोगलीचं. जंगल, जंगल. पता चला है चड्डी पेहेन के फूल खिला है. सुंदर दिवस होते पण ते आता नाहीहेत.
हो, हो. हो, हो, हो. बरोबर. बरोबर. हो. येस. बरोबर, म्हणाला. वाह, वाह! छान, छान. एकदम आठवण आली मला माझ्या लहानपणीची आणि ते लागायचं शाळेतून आल्यावर संध्याकाळी आणि मी ते बघायची मॅगी खात.
हं, हं. हं.
आणि मग ॲड कोणती तुम्हाला आवडायची एकंदरीत?
अ, अ‍ॅड आहे ना, ते मला प्रत्येक अ‍ॅड ते होतं ना की अं, अ, आता तोंडावर येत नाही. अमूलच्या अ‍ॅड्स होत्या अ, अमूलची होती आणि मग त्यानंतर ते होत ना सगळ्यात भारी जी अ‍ॅड होती जी आपल्या प्रत्येकाला आवडायची मला तरी असं वाटतं की एस्सल वर्ल्ड में रहूंगा मैं घर नही नही जाउंगा मै एस्सल वर्ल्ड, एस्सल वर्ल्ड, एस्सल वर्ल्ड हां, हां.
हो, हो अमूलची ॲड पण मस्त होती. हं. येस, माझी पण फेव्हराइट होती ती. <chuckles> घर कभी नहीं जाऊंगा येस माझी पण ती झीवर लागायची ना आणि ते एक हेंचा संजीव कपूरचा एक शो लागायचा त्याच्यानंतर ती ॲड यायची <chuckles> ती बघायची. गाणं पण खाना खजाना त्यांचं पण मस्त वाटायचं ते बनवायचे त्या ह्याच्यावर एक नंबर आहे ते.
अरे, ते येस, येस संजीव कपूरचा ते अ, खाना खजाना. हं, हं. म्हणजे तेव्हा कसं होतं ना कॉम्पिटिशन्स नव्हते. एकच गोष्ट असायची. जसं की खाना खजाना ते एकच आहे. तर मग मला असं वाटतं प्रत्येक कुटुंब ते बघायचं आणि मराठी लोकं जसं की होम मिनिस्टर लागायचे.
बरोबर. बरं. येस, येस. होम मिनिस्टर आदेश बांदेकर पैठणी घेऊन आला. <chuckles>
किंवा तर मग होम मिनिस्टर. हां. ते नेहमी पैठणीत यायचे तर यार काय सुंदर म्हणजे ते जे कल्चर होतं ते जे पॉप कल्चर होतं ना म्हणजे त्या पॉप कल्चरमधले काही सीरियल्स झाले किंवा कार्टून्समध्ये मी पॉपय सांगेल. ते जिंगल जर आठवली तर मला मग ते मोगलीचं गाणं आठवतं. आणि अ, माझ्या टायमाला जर हिरो बोललं ना, तर ज्या जनरेशनमध्ये मी होतो आमच्यासाठी फेमस होता गोविंदा.
बरोबर. बरं. हं. अरे वाह! अच्छा.

हो. आणि त्याचं ते सेलरचा सिम्बॉल असायचा काहीतरी येस.
हां. हां, सेलरचा सिम्बॉल. तो अ‍ॅरोचा आणि त्याची ते आहे ना से सेलरची टोपी आणि व्हाईट कपडे. त्यानंतर ह्यांच्यामध्ये एक विलन होता, त्याचं नाव होतं प्लुटो.
बरोबर. बरोबर. हो, प्लुटो. <chuckles>
तो होता असा जाड. तो जाड म्हणजे कॉम्बिनेशन बघा. अ, हा जो पॉपय आहे, तो कसा आहे ना म तो एकदम मीडियम. ना बॉडी-वॉडी काहीच नाही. ऑलिव्ह एकदम पतली पॉपयपेक्षा पण थोडीशी लांब आहे. आणि जो ब्लूटो तो एक या दोघांना मिळून तसा तो जाड. तर मग हे काय असायचे, की नेहमी जो आहे ना हा, अ, काय व्हायचं, की तो ब्लूटो जो आहे, तो ऑलिव्हला इम्प्रेस करायचं असायचं त्याला आणि तो वेगवेगळे ट्रिक्स कराय आणि नेहमी हा हा जो पॉपय आहे तो हारायचा. मग तेव्हा जेव्हा जेव्हा पण हा, हारला ना तर हा काय करायचा पालक खायचा म्हणजे ते स्पिनच ते खाल्ली, की याला ताकद यायची. <chuckles> काय काही काहीतरी भलतंच होतं त्याच्यात. त्याचे फोर आर्म्स वाढायचे, त्याची बॉडी अशी व्हायची. डिफरंट-डिफरंट गोष्टी तर मग ते जे कार्टून होतं ना हो, हो नॉस्टॅलिजिया म्हणजे खत्तरनाक, खतरनाक.
हां. हां. बरोबर. हं. हं. बरोबर. हो. <chuckles> हो. हं. बरोबर. हं, हं. हं. बरोबर. हं. हं. अरे वाह! हं.
ब्युटीफुल मेम